अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं म्हंटलं जातं नाही का आणि आयुष्यामध्ये अपयश आल्यानंतर अ, कसा तुम्ही पुन्हा प्रयत्न करता बरं आणि काय तुम्हाला नेमकं वाटतं प्रयत्न करतांना?
<tsk> अगदीच. अ, अपयशानंतर तर पुन्हा प्रयत्न केलेच पाहिजे कारण की, अपयश ही यशाची पहिली पायरी तर आहेच, पण एक नवीन, आपण म्हणतो ना, आशाचा किरण उगवतो अपयशानंतर, की आपल्याकडे यशाच्याकडे जाण्यासाठी कारण की यश हे असं अ यश म्हणजे यश येण्यासाठी अपयश यावंच मला असं वाटतं कारण जेणेकरून त्या अपयशातून आपण शिकतो, की कुठेतरी मी चुकलोय किंवा आपल्याला जाणीव होते, की मी इथे कमी आहे म्हणून मला अपयश आलं आणि आता मी तिथून शिकणार आणि मी यशाकडे जाणार.
अच्छा. बरोबर. हं, हं. अच्छा. तर म्हणजे एक अ, दरवाजा बंद झाला की दुसरा दरवाजा उघडतो अशातलांच प्रकार आहे म्हणायचं. हं, तर मनामध्ये तुमच्या काय नेमकं चालतं बरं, जेव्हा तुम्हाला अपयश पहिल्यांदा येतं. तुम्ही खचूंन जाता नाही का म्हणजे काय तुमच्या मनात भावना असतात, दुःखी होता तुम्ही किंवा कसं तुम्ही हाताळता स्वतःला?
अगदीच. अगदी. हो. आता अपयश कसं कधी पेललेलं नसतं आणि जेव्हा अचानक अपयश येत, आपण म्हणतो ना, की 10-15 वर्ष मग मी 15 वर्षाची आणि मला कधीच अपयश म्हणजे छोटी गोष्टही अपयशी नव्हती माझ्याकडं, की मला अपयश आलेलंच नाही आणि जेव्हा आपल्याला म्हणतो ना, की अपयश आलं मला, तर ती आपल्याला हँडलच करता येत नाही म्हणजे ते कसं काय आलं माझ्याकडं आणि मी होऊच शकत नाही, आपण म्हणतो हे कसं शक्य आहे. असं पहिली रिअ‍ॅक्शन होते आणि मग आपण अ, एकदम चिडचिड किंवा आपल्याला सुचतंच नाही, असं होऊन जातं, की हे कसं शक्य आहे, हे होणारंच नाही, माझ्याबाबतीत तर होणारंच नाही, म्हणजे असं आपण ते म्हणायला लागतं कारण की आपल्याला अपयश म्हणजेच माहीत नाही राहत काय आहे. कारण की आपल्याला फक्त यश किंवा आपल्याला प्रत्येक गोष्ट ही मिळतच गेली. त्याच्यातही अपयश नाही आलेलं आपल्याला कुठेच. त्याच्यामुळे ते सवयंच नाही राहत, तर तेव्हा आपण एकदम हतबल होऊन जातो, की अरे आता हे कसं करू मी? काय करायचं आता?
हो ना. अगदी बरोबर. सवय नसते बेसिकली. हं. <chuckles> हो ना. हो ना, अगदी बरोबर. हं. बरोबर. काय करायचं नेमकं? हं. बरोबर. बेसिकली आपली एक अ, राईड स्मूथ असते नाही का, लहानपणीपासून मोठ्यापर्यंत एक वेळ अशी येते की म्हणतो ना, की देअर ईज द खड्डेच खड्डे, अँड देअर ईज द स्लॅब ऑफ ले रिअ‍ॅलिटी असं म्हणतात नाही का, म्हणजे वास्तवाचं आपल्याला भान होतं. अ, म्हणजे असली जीवन काय आहे ते आपल्याला कळायला लागतं, स्ट्रगल खुठ कशाला म्हणतात ते कळतं. तर अशा वेळेस अ, काय तुम्ही करता बरं, म्हणजे अपयश आलं आणि तुम्हाला विश्वासच होत नाहीये की काय आहे नेमकं म्हणजे म्हणतात ना, समजायलाच टाईम लागतो की काय होतंय नेमकं नाही का, तर
अगदी. <laughs> खड्डेच खड्डे. <laughs> हो. हं, हं. अगदीचं. अगदीच कारण की आपल्याला आहे ना, चुकांच माहित नसतात आपल्या. मग ते आपल्याला इन्स्टंट आपल्याला कळतं की ही चूक आहे किंवा मी इथं कमी आहे आणि मग आपण खरंच मी कमी आहे का, असं होतं आणि मग मला काहीच येत नाही. म्हणजे ही स्टेज होती किंवा मी आता संपलो. असं ही व्हायला लागतं की आता झालं माझं. मी काहीच करू शकणार नाही पुढे किंवा ह्या गोष्टी व्हायला लागततात आपल्यासोबत.
हो ना. हां. अगदी बरोबर, हं. म्हणजे असं आहे ना वी क्वेशन एव्हरीथिंग, नाही का. प्रत्येक गोष्टीवर आपण क्वेशन करायला लागतो म्हणजे इव्हन स्वतःच्या पोटेन्शियलवर पण मग क्वेशन करायला लागतो. खरंच मी अरे एवढा पण समर्थ नाहीये का मी? नाही का. म्हणजे एवढं सारं मी करतोय. तर यामधनं बाहेर कसं काढता बरं तुम्हाला स्वतःला ह्या विचारामधनं किंवा हे म्हणतात ना एक प्रकारचं ट्रॅपचं आहे. वैचारिक ट्रॅप?
अगदी. अ, हो. मग ह्याच्यातून बाहेर काढायचं असतं तर मी तर पहिले म्हणजे मला जेव्हा अपयश आलेलं होतं. म्हणजे अ, कारण की मला कधी अ, यशच म्हणजे यशच येत कधी अपयश आलंच नव्हतं आणि आपण म्हणतो ना एकदाचं ते आल्यावर ते हँडल करायचं आणि त्याच्यातून ते करावंच लागतं. कारण की जर पुढं जायचं तर त्या त्या मार्गातून आपल्याला निघावंच लागेल. तर मी काय केलेलं अ, म्हणजे मला असं होता की "नाही अ, आपल्याला पुढे जायचंय ठीक आहे, आपण" म्हणजे मी ना तेव्हा बुक्स वाचायचे वगैरे. त्याच्यात एका बुक्समध्ये असं दिलेलं होतं की अ, झाड आहे, झाड कसं त्याची मूळं एकदम अ, घट्ट रवून जमिनीला ठेवतं. म्हणजे त्याच्या भलेही फांद्या अ, तोडल्या तरी नवीन पालवी फुटते त्यांना. तसं अ, हे अपयश आपल्या फांद्या आहेत. ते एक जरी तुटली तरी नवीन फाल पालवी फुटत जाणार आहे आणि आपलं आयुष्य बहरणार. मग जेणेकरून आपण असा विचार करायचा की नाही आता हे अपयशालय म्हणजे आता हे मला शिकण्यासाठी आहे. मी आता ह्याच्यातून शिकणार ते मागेच अ, मागे सारणार आणि त्याच्यातून मी यश काढणार कुठेतरी. हे अ, शिकायला म्हणजे शिकलं पाहिजे आणि आणि दुसरी एक गोष्ट मी मनात धरली, की "नाही, माझा शेवट नाहीये, माझी सुरुवात आहे इथून."
हां. हो ना. अच्छा. हं. हां. हां. हां. अच्छा, हं.
की माझा आता अंत नाही झालाय, आता मला सुरुवात झाली आहे आणि मी यशापर्यंत जाणार. आणि दुसरी गोष्ट आणि ना अजून एक असतं की अ, ह्या टाईमला ना खूप शांतता आणि संयमानं डिसिजन घ्यावा लागतो.
हां. घ्याव्या लागतात. अच्छा! हं आलं लक्षात म्हणजे पहिले तर तुम्ही इन्स्पिरेशन नेचर पासून घेता नाही का? म्हणजे अ, झाडाला वगैरे पाहून आपण म्हणतो ना एक त्याचं म्हणजे नेचर कसं आहे ते तुम्ही लक्षात घेता.
हो. हो अगदीच.
हां आणि या नंतर तुम्ही अ, म्हणतात ना "थांबला तो संपला", असं म्हणतात बघा. तर असं म्हणायचंय का तुम्हाला की जर या अपयशानंतर तुम्ही जर काहीच केलं नाही, मग ते रिअल तुमचं अपयश आहे?
अगदीच. हो, हो. अगदीच. कारण की त्याच्यातून मला निघावं लागेल बाहेर आणि मग जर मी इथेच राहिली तर मी पुढे कसं जाणार ना? आणि आपण म्हणतो ना मूव्ह ऑन करावाच लागेल काहीतरी कोणताही मार्ग काढून.
हां. हो ना. हां, हं. मग कसं मूव्ह ऑन करता तुम्ही? काय तुमची थॉट प्रोसेस असते किंवा तुम्ही प्लॅन करता किंवा तुम्हाला कोणी मोटिव्हेट करतं का? इमोशनली सपोर्ट करतं का? काय नेमकं तुमचं चालू असतं?
अगदीच. अ, अगदीच मी तर प्लॅन करते ही स्वतःशी पण आपल्याला ते प्लॅन करण्यासाठी ही मोटिव्हेशनची गरज असते. त्यामुळे मग ते म्हणजे आई-वडीलही असतात, मित्रपरिवारही असतात किंवा जे आपले अ, गुरुजी म्हणजे टीचर्स वगैरे असतात तेही आपली मदत करतात. मग आधी मला असं वाटतं की तुम्ही ना अ, कोणीही आपल्याला जर फीडबॅक देत असेल तर ते स्वीकारा तुम्ही तो असेल तुमचा पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल. कारण की उलट ते देताना अ, तो स्वीकारणार ना, म्हणजे असं नको म्हणू की त्यांनी मला दिलं आणि मग खरंच मी कमी आहे का नाही. तो उलट आपल्यात तो कमी भरतोय फीडबॅक देऊन तो कमीपणा भरतोय आणि तुम्हाला तो यशाकडे नेतोय, म्हणून तो स्वीकारा. दुसरी म्हणजे आपले जे मित्रपरिवार आपल्याला सजेशन देतात कारण की ते आपल्याला बघत असतात रोजच् अ रोज आपल्या म्हणजे ह्याच्यामध्ये की नाही तू असा आहे तुझ्यात पोटेन्शियल आहे, ठीक आहे थोडीशी तुझी गोष्ट की कमी पडली असेल तू ती त्याच्यावर वर्कआउट कर, म्हणजे बरोबर तुला भेटेल. तर तेही आपण घेतलं पाहिजे मी त्याच्यातूनच शिकली की मला माझ्या फ्र मित्रांनी वगैरे असं थोडंसं अ, सांगितलं, की नाही तू करू शकते. तुझा हा वीक पॉइंट होता ना मग तू ह्याच्यावर जोर दे, हा अभ्यास कर तू आणि आपण आपले वीक पॉइंट खरंच बघितले पाहिजे आणि ते एक्सेप्ट पण केले पाहिजे खरंच मी आहे इथे वीक. की आपण असं नाही म्हणायचं नाही मी वीकंच नाहीये, नाहीय हे माझं स्ट्राँग आहे तसं नसतं. कारण की प्रत्येक जण कुठे ना कुठे वीक असतोचं. तसे मी मी आहे तिथे मला ते स्वीकारावं लागेल आणि मी अ, ते धरून पुढे जाणार आणि आपले आई-वडील तर आपल्या पाठीशी असतात. ते काय म्हणतात भिऊ नको तू होईल सगळं तुझं चांगलं. तू फक्त तुझं कॉन्सन्ट्रेशन कर, अभ्यास कर, होईल तुझं बरोबर. असं, त्याच्यामुळे त्यांनी आपल्याला एक चेतना भेटते आणि आपण म्हणजे हे लाज नाही वाटत कोणी जर आपल्याला अ, काही सांगितलं आपलं कमीपणा. मग ते लाज नाही बाळगायची. उलट त्यांनी एक अ, आपल्यासाठी एक मोटिव्हेट केलंय की तू त्या कमीपणा अ, त्या स्वीकार कर त्याच्यात तू शिक आणि पुढे जा.
हो ना. हो ना. मेनटोर आपले. हं. अच्छा! हां. अच्छा. हं. सपोर्ट केलं. हं. अच्छा! हां, हां. अगदी बरोबर. हं. आलं लक्षात. हो ना. बरोबर. हां, हां. अच्छा. आलं लक्षामध्ये म्हणजे इमोशनल सपोर्टचा असाही फायदा होतो नाही का. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत, त्या आपल्या अ, उणिवा आपल्याला सांगतात किंवा आपलं काय एक अ, सामर्थ्य आहे पोटेन्शियल काय आहे ते आपल्याला पॉइंट आउट करतात, बरोबर? पण अ, जसं तुम्ही म्हटलात की चुका नाही, ही माझी चूकच नाही आहे, असं आपण कधी-कधी म्हणतो किंवा आपल्याला लक्षातच येत नाही, नाही का? मी असं करूच शकत नाही, आपण म्हणतो. तर अतिअपेक्षा किंवा अ आपल्या म्हणता ना अतिमहत्वाकांक्षा हे पण एक अपयशाचं कारण असू शकतं का हो? म्हणजे अपयशाचं कारण म्हणण्यापेक्षा, अपयश आल्यानंतरचं प्रतिक्रिया आपली जी येते आहे का नाही म्हणजे अति अ, ओव्हर कॉन्फिडन्स आपण एक म्हणतो बघा, तर त्यामुळेही कुठेतरी अ, अपयशाचं म्हणतात दुःख होतं किंवा अ, म्हणतात ना, आपण झेपलं जात नाही ते.
अगदीच. हो. अगदीच. हो. हो. कारण की हो. कारण की, आपल्याला आहे ना अ, एक असं असतं की आपला गोल असतो न, आपण अ, आता समजा माझा एक्झाम आहे आणि मी क्रॅक करणारच. म्हणजे माझी फायनल काहीतरी एक्झाम आहे आणि मी तरी ती क्रॅक करणारच आहे असं मला माहिती आहे आणि माझा एम आहे की मी इथे अ, एखादा ऑफिसर होणार आहे वगैरे. आणि नेमकी ती एक्झामच माझ्याकडून फेल होते. आणि मग आपल्याला वाटतं नाही, संपलं आता किंवा मग म्हणजे आपण एवढ्या अपेक्षा हाय ठेवतो ना, तेवढे तुम्ही अ, लगेच पहिल्या ह्याच्यात तेवढी अपेक्षा आहे, तुम्ही असं अ, स स्वीकारून चला की पहिल्या ह्याच्यात तुमचं नाही होणार. तो खूप मोठा लक असतो. तेव्हा कुठेतरी पहिल्या ह्याच्यात होतं. नाहीतर तुम्ही असं एक म्हणतो ना प्लॅन ए, अन प्लॅन बी रेडी ठेवा, की प्लॅन बी असं ठेवा की नाही मला अ, पहिल्या ह्याच्यात नाही येणार यश. ठीक आहे. नाही आला तर मी 2nd चान्स घेईल. मी करेल अजून मेहनत, मी त्याच्यावर मेहनत करेल. पण तुम्ही लगेच हताश नका होऊ आणि अपेक्षा जर तुम्ही जास्त मोठ्या ठेवतायेत, तुम्ही ते अपयश पण पचवायची क्षमता ठेवा. कारण की मोठी अपेक्षा तेवढं अपयश पण येणार.
हां. हो. बरोबर. हां. बी. हं. हो ना. बरोबर. अच्छा आणि अ, बघा ना, जेव्हा आपल्याला अपयश येतं. तर काहीजण ती अपयश लपवतात बघा, म्हणजे शेअर नाही करत कोणासोबत, नाही का? अ, सांगतात जसं तुम्ही आता अगदी बरोबर. लाज वाटते, काहीजणांना भीती वाटते. समाज काय चार लोक म्हणतील? असं पण वाटतं, नाही का आणि मग अ, त्यांचं चालू असतं, "अरे, नाही रे फक्त 1 च मार्काने गेला नाही का. नाहीतर झालंच होतं माझं." <chuckles> तर असं पण काहीतरी बनवून सांगतात. म्हणजे थोडं चांगलं दाखवण्यासाठी. हे मानसिकता कितपत योग्य आहे? आणि अ, हे एक प्रकारचं स्वतःलाच खोटं बोलणं असं, नाही का हो? असं वाटतं का तुम्हाला? हं.
हं, हं. हो. त्यांना लाज वाटत असेल. हो. हो, हो, हो. स्वतःची फसवणूक करणं. मला असं वाटतं की, हे अ, बिलकुलच योग्य नाहीये. कारण की तुम्ही अ, ह्या जगामध्ये ना सगळ्यात मोठी चुकी किंवा अपराध आहे, ते स्वतःला फसवणं. जे आहे ते तुम्ही स्वतःही ॲक्सेप्ट करा. जेव्हा तुम्ही स्वतः ॲक्सेप्ट कराल तरच तुम्ही शिकाल. कारण की लोकांना सांगून काही नाही. लोकांना तुझा इ, म्हणजे अपयशाचं ही काही घेणं-देणं नाही आणि तुझ्या यशाचंही काही घेणं-देणं नाही. कारण की तू स्वतःला फसवशील, तूच मागे पडशील. मग तू ते स्वीकारणारच नाही अपयश किंवा चुका. म्हणजे त्याच्यातून तू शिकणारच नाही. जाऊ दे, माझा 1च मार्काने गेला मग काय आहे, जाऊ दे. लोकांना काय आहे, हा याचा 1 मार्काने गेला त्यानं त्यांना एवढा फरक नाही पडणार. पण उद्या तुला फ्युचरसाठी फरक पडेल.
अच्छा. बरोबर, हो ना. अगदी बरोबर. हो, ना. अगदी बरोबर. आणि असं म्हणतात ना, की अ, यू कॅन लाय टू एव्हरीवन बट यू कॅन नॉट लाय टू युअरसेल्फ नाही का? किती तुम्ही अ, अ, रात्री झोपताना किंवा आरशात बघताना काय करसाल नाही का, म्हणजे अ, म सत्य तर आपल्याला माहीत आहे, बरोबर. तर अ, मला आता सांगा चला हे सर्व झालं म्हणजे अतिअपेक्षाबद्दल बोललो आपण, पण कशाप्रकारे कंटिन्युअस मोटिव्हेट ठेवायचं बरं स्वतःला. आणि म्हणतात ना मोटिव्हेट तर आपण होतो, पण ते टेम्पररी राहतं. बघा आपल्याला सातत्य ठेवता येत नाही दिवस तीन दिवस चला 1 वीक राहतो. मग पुन्हा जे व्हायचं तेच होतं. अ, मग काय करता तुम्ही अशा वेळेस अ, कंटिन्यू ठेवण्यासाठी?
यूरसेल्फ, येस, येस. हो, हो. हो, हो. मला हो. मला असं वाटतं ना, की कंटिन्यूअस आपल्याला मोटिव्हेट पाहिजे तर तुम्ही एक स्वतःचं एम ठेवा, की नाही मला हे करायचं आहे. पण ते आपण म्हणतो नुसतं ठेवायचं नाही पोस्टरला, त्याच्यासाठी मेहनत पण घ्यायची आणि आपण बोलतो ना, की अ, की मेहनत घेतली पाहिजे आणि कंटिन्यूअस आपल्या माइंडमध्ये पाहिजे, मला हे करायचं आहे. मी त्याच्यासाठी मेहनतही करत आहे. आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ना अ, व्यायाम करा. जेणेकरून तुम्हाला एक एनर्जी भेटेल. तुम्ही एक अ, मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या ना, एक अ, फिट असाल त्या गोष्टीसाठी. म्हणजे तुम्हाला उद्या अपयश आलं तरी तुम्ही असं म्हणालं, "हां ठीक आहे, चालेल इथे चुकलो मी आता हे मी परत चेंज करणार आणि परत मी अभ्यास करणार आणि पुढे जाणार." म्हणजे तुम्ही एक-एक स्टेप बरोबर पुढे होऊन तुम्ही तुमचं अ, त्या सक्सेसपर्यंत पोहोचाल. पण तुम्ही जर हे काहीच केलं नाही फक्त ए मला आहे ना फक्त इथे जायचंय आणि फक्त रोज त्या फोटोकडेचं पाहत बसला, तर काहीच होणार नाही.
हो ना. अच्छा. हं. हो. अच्छा. हो ना. अच्छा. हं. म्हणजे फक्त
म्हणजे तुम्हाला एक मेहनत जोड परत मोटिव्हेशन पण करावं लागेल, स्वतःलाच स्वतः करायचं की "नाही, मी करू शकतो, मी करू शकतो."
तर आलं लक्षात. मग म्हणजे फक्त प्रेरणा असून चालणार नाही, त्याला हार्डवर्कची संगत पण द्यावं लागते, नाही का. फक्त फोटो वगैरे लावून, रूममध्ये आणि म्हटलं की "हां, होणार." आणि झोपा काढतोय इकडं. तर तसं पण नाही चालणार.
अगदीच. हो. <chuckles> अगदीच.
आहे का नाही? आणि अपयशा अ, ...चं म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की चुका आपण करतो. तर चुकाचं अ, आपण निरीक्षण करून, ऑब्झर्वेशन करून, त्यामध्ये अ, इम्प्रूव्हमेंट करायला हवी का हो? म्हणजे हं. तर हे पण एक म्हणता येईल त्यामध्ये नाही का.
एक व्हिजन. म्हणजे जेवढ्या चुका होतील तेवढ्या चांगल्या आहे, कारण की त्याच्यातून आपण शिकत, शिकत, शिकत बरोबर आपण परफेक्ट होणार.
अच्छा! हं, हं. म्हणजे असं इम्प्रूवाइज, अडॅप्ट, ओव्हरकम आपण जे म्हणतो कंटिन्युअस आपण करत राहायचं नाही का. तर तुमचा असा अपयशानंतरचा अ, वैयक्तिक रूटीन वगैरे काही सांगू शकाल? अ, की हां, हे मी केलं. माझं अपयश पहिल्यांदा आलं होतं आणि मी त्यामधून सावरले. नंतर ही दिनचर्या अ, जी आहे मी अ, फॉलो केली आणि मला मदत झाली त्या दिनचर्येमुळे?
हो. हो. हो, हो. मी अ, म्हणजे ना अपयशानंतर आहे ना खरंच म्हणजे ना अ, म्हणजे कोणालाही कुणीही असं करावं मला असं वाटतं. कारण की जेणेकरून तो ते पचवेल पण आणि त्याला एक मोटिव्हेट भेटेल स्वतःसाठी सुद्धा. तर मला असं वाटतं, त्यानी ना लवकर उठावे आणि ना म्हणजे मो म्हणजे मेडिटेशन करावे आणि ज्याला त्याला जे पाहिजे असेल ना, म्हणजे आयुष्यात काहीही किंवा आज त्याला जे हवंय, त्यानी ना एक बोर्डवर किंवा एक डायरीत लिहावे ते. म्हणजे जेणेकरून त्याचे आहे ना लिहिताना ते वाचलं जाईल. वाचल्याने ते माइंडमध्ये जाईल. मग त्याला ते रिफ्रेश करत राहील सारखं त्याला करायचं आहे, त्याला करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आहे ना, की भीती नाही ठेवायची मनामध्ये की माझं होतं का नाही. ही निगेटिव्ह एनर्जीच ठेवायची नाही. मी होतो का नाही? माझं होईल का नाही? नाही. माझं होणार आहे. असंच ठेवायचं आणि ते खरंच अगदी होतं. पण तुमचं तेवढं वर्कहार्ड हां. मॅनिफेस्टेशन करायचं आणि तुमचं तेवढं हार्डवर्क पण त्याला जोड पाहिजे. जेवढं तुम्ही अ, म्हणताय ना स्मार्टवर्क आणि हार्डवर्क दोन्ही जर प्लस केलं तर तुम्ही तुमच्या अ, जे यश आहे, ते खरंच तुम्हाला भेटेल.
अच्छा. हं. हो. अच्छा. बरोबर. अगदी बरोबर. हं. मॅनिफेस्टेशन आपण जे म्हणतो. हं. बरोबर आहे. अग नक्कीच आणि यामध्ये तुम्हाला असं ऑनलाईन हे मदत वगैरे पण भेटू शकते का हो? हे सांगा शेवटी म्हणजे अ, कोणी जर आपल्याला भेटत नसेल, हेल्प करायला किंवा सपोर्टमध्ये नसेल, तर ऑनलाईनही तुम्ही काही ट्राय करू शकता, जिथनं तुम्हाला मदत भेटेल आणि इम्प्रुवाइज करू शकता.
हो. अगदीच तुम्ही आता भरपूर सारे अ, एआय टूल आल आलेले आहेत. तुम्ही त्यांना विचारू शकता, की तुम्हाला काहीही वाटतं मनामध्ये कशाची शंका असेल, की काही असेल? तुम्हाला आहे ना, एक काहीतरी कुठे ना कुठे थोडं का होईना 2% 3% का होईना कुठेतरी भेटतं. तुम्ही असं करा. म्हणजे तुम्हाला छान वाटेल. आणि आणि असतं असं कारण मी स्वतःही केले ना मला ना अ, 2-3 दिवसाच पूर्वी मला ना खूप असं मानसिक असं कळत नव्हतं, काय सांगू कोणाला आणि मी खरंच सर्च केलं तर मला अ, जेन्युइनली खरंच असं एक भेटलं आणि मी ते ट्राय केलं, तर मला खूप छान वाटलं. <chuckles>
हो ना. बरोबर. हां. नक्कीच. हं, खूपच छान प्रकारे तुम्ही सांगितलं, की अपयश तर येत राहणार छोटी-मोठी, पण अपयशातून तुम्ही शिकलं पाहिजे एक फीडबॅक घेतलं पाहिजे. आणि ते इम्प्रूव्ह करून तुमच्या नेक्स्ट स्ट्रॅटेजीमध्ये इम्प्लिमेंट केलं पाहिजे, असं समजावलंत. मस्त वाटलं मला तुमच्यासोबत बोलून खूप-खूप धन्यवाद!
मलाही तुमच्याशी बोलून खूप छान वाटले. धन्यवाद!